ते म्हणे की "नाही, आपल्या समाजात कसं रित आहे" म्हणे की "आपल्या महाराष्ट्रात, भारतात, रित आहे की" "लवकर 18 वर्ष झाल्याच्या नंतर मुलीचं लग्न करून टाकायचं" वगैरे.
अरे! बापरे! मग अ, तुम्ही निरिच्छेनं मग राहिला का तिथे? का मग अ, लग्न करायचं डिसाईड केलं? काय केलं मग?
मग मी म्हटलं बाबा "चला ठीक आहे. पण 1-2 वर्ष म्हणजे माझं कसं 12वी नेमकीच झाली होती ना." आणि मला 1st इअरला एडमिशन घ्यायचं होतं, माझं स्वप्न होतं की मला आयटी क्षेत्रात जॉब करायची आहे म्हणून.
हां. बरं.
हां. तर मग अ, त्यांचं असं म्हणणं आलं की अ, "तू ठीक आहे अ, तुला जॉब करायची तू कर तुझ्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर कर." तर म्हणजे मला असं एवढंच म्हणायचंय हां की आई-वडिलांना म्हणजे तेव्हा
हां. त्यांनी म्हणजे जबाबदारी पूर्ण घेतली नाही म्हणजे थोडी अ, झटकली आणि तुमच्या सासरच्या लोकांवर त्यान ते ठरवतील असं सांगितलं त्यांनी. मग तुम्हाला ते मग कसं वाटलं मनातून वाईट वाटलं, काय वाटलं त्यावेळी मग नेमकं?
हां, ते

हो.
तर मग ते विचारलं नाही, काही नाही. मग मला इतकं टेन्शन आलं म्हणजे इतके म्हणजे तणाव असा ताण पडला डोक्यावरती की मला आता नंतर शिकायला भेटतं का नाही? त्यानंतर माझे सासू-सासरे
हो, टेन्शन आलं असेल. म्हणजे पूर्ण होतात की नाही स्वप्न आकांक्षा आपल्या त्याचं टेन्शन.
हां, त्याचं टेन्शन आलं होतं खूप. पण जसं-जसं म्हणजे व एक वर्ष तर माझं वायाच गेलं असं नाही की मी कंटिन्यू शिक्षण केलं एक वर्ष वाया गेलं माझं पण त्यानंतर मग अ, हां, एक दुसऱ्या वर्षी म्हण
हां. बरं.
ती अशी मैत्री अशी घट्ट होत गेली. चांगलं असं बोलायला लागलो आम्ही म्हणजे एकदम फ्री म्हणून बोलायला लागलो. तर तेव्हा त्यांनी सांगितलं, की "तू तुझं शिक्षण वगैरे पूर्ण करू शकतेस आणि तुला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुला जेवढा काही पैसा वगैरे लावायचा तेवढा मी लावेल आणि मी तसं माझ्या आई-वडिलांना पण सांगितलंय की तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा. कारण की ती शिकली तर आमचंच पुढं काहीतरी होईल, आमच्याच लेकरा-बाळांना थोडी मदत होईल किंवा त्यांचं काही करता येईल आम्हाला."
हां. बरोबर. हां. हां. हो.